फिरा. हो, नाही, बरोबर आहे ना मग.
हां, तुम्हाला जसं वाटतं तुम्ही वा अ, करा. तर बा बाबांना स्कूटी आ अ, चालवणं खूप आवडतं. तर ते मग आईला बसवतात आणि निघून जातात, पण कसं त्याला सुरुवात करण्यासाठी काय केलं आम्ही, की सकाळी 8:00 वाजता उठलो आणि आई-बाबा कसं त्यांना रूम रूम आहे झोपायला, पण ते हॉलमध्येच झोपतात.
हो, हो. हो, हो. हो का. हं, हं.
तर हो. की आम्हाला हॉलमध्येच आवडतो. ते रूममध्ये खूप थंडी असते, हे असतं, ते असतं, त्यांचं चाललं असतं. तर मग आम्ही जातो 8:00 वाजता मी, माझी बायको. आणि टीव्ही लावून बसतो आणि मस्त फुल वॉल्यूमवर बसतो, तर ते दोघी उठतात. "अरे, यार तुम्ही टीव्ही कशाला लावला," म्हटलं, "चला, तुम्हाला निघायचंय, उठा लवकर भाजी आणा आणि बाहेर फिरायला जा." तर मग आईला आता सवय झाली, तर ती सवय ना, आता ती उद्याच अ, हां. मतलब कालच मामाकडे गेली होती संडेला. तर कसं, ती म्ह ती मला म्हणाली, की अ, "चल, आता आम्ही मंडी तर नंतर जाऊ, आता आम्ही मामाकडे जातो तुझ्या, ती वाहिनी खूप बोलवतीये, तर आपण भेटून येतो." म्हणलं, "हो, जा आरामाने निघा." तर तेच ना, तिला कसं काळजी असते ना, की पोरं जेवले नाही. तर मी म्हणालो, "तुला एवढी काळजी आहे ना, तर तू जेवण बनवून जा." ती मग रा दुपारी बा 12 हां.
हं. <chuckles> हां, बरोबर. बघा. हो. हो. हो, तसं करायचं. आणि तुम्ही खूप छान केलं बरं का खरंच. तुमच्या आईला एकदम असं आपण बोलतो ना, जसं त्यांना वाटतो का आपण दबाव देतोय, त्यांना रागवतोय नाही का, असं त्यांना असं वाटतं. पण असं प्रेमाने बोलले ना, काळजी पण राहते. हो, खरंच खूप छान तुम्ही ही उपाययोजना पण खूप छान केली, जेणेकरून तुमचे आई-बाबा पण बाहेर निघत आहे, फिरतात आहे ते नाही का. तुमचं विनम्रपणा पण त्याच्यामध्ये दिसतं सौम्य आणि शांतपूर्वक तुम्ही सांगितलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठाम पण राहिले का त्यांना बाहेर निघणं भागच पाडलं, का तुम्ही निघा, बघा जग, झाले आता तुमचं सगळं. तुम्ही आता फिरायला जा, नाही का. खूप छान स्ट्रॅटेजी होती तुमची बरं का. खरंच ना. मग आपल्याकडे काही सोपे असे वाक्यप्रचार म्हणा किंवा फ्रेजेस म्हणा ए आहे का जे लगेच वापरता येतील. कारण उदाहरणार्थ बघा, शांतीने ठाम बोलायला 2-3 ओळी लागतात. तसं तुम्ही करतात का, आपण नॉर्मल असं बोलतो शांतपणे हँडल करतो होतच सगळ्याचसोबत नाही का?
हां. पण आपल्याला त्यांची हां. आणि त्यांची काळजीसाठी असते ना, तेच तर म हं. हो. <chuckles>